एकटेपणा म्हणजे कधी-कधी अ, कोणच नसेल तर पर्याय नाहीये आपण आपलं काही अ, फोनमधून काही ऐकत वगैरे असू तसं काहीतरी करू. पण सहसा बसस्टॉप वगैरे असेल किंवा कधी-कधी 2-4 माणसं येतात
हां.
टॅक्सी पकडायलासुद्धा. तर मग थोडंसं हलकं-फुलकं नजरानजर होते. कधी-कधी कुठे चाललाय, एकाच ठिकाणी चाललाय का? मग कधी-कधी श टॅक्सी शेअरिंग पण होते ना, त्या मग तेवढे आपले दोघांचे पण पैसे वाचतात आणि दोघांचाही जो त्रास आहे आता कॉम्पिटिशन केलं तर ना कोणालातरी एकालाच टॅक्सी मिळणार. मग मधे मधल्या अ, स्टॉपला उतरणारा माणूस भेटला तर त्याला सोडून मी पुढे जायची. मग थोडेसे ते पैसे द्यायचे. आपले पैसे पण वाचले आणि ओळख पण झाली.
हां. हो, हो. बरोबर. असतात, हां. हां. ओळख पण झाली. मग अशा बोलताना तुम्हाला म्हणजे कशा प्रवृत्ती अशा सापडल्या, कशी असतात लोकं साधारण? हे एकटं असलं की कशी म्हणजे कसे रिॲक्ट करतात किंवा अ, प्रतिक्रिया देतात?
अ हां, त्यामध्ये आपल्याला थोडंसं साव अ, सावधान पाहिजे. म्हणजे एकटा आहोत अ आणि सोयीस्कर होईल म्हणून सगळ्यांशीच नाही का बोलायची मी. मला म्हणजे तेवढी भीती पण असायची, की बाबा एखादी व्यक्ती चुकीची निघाली किंवा काय म्हणतो ना आपल्याला जायचंय एके ठिकाणी आणि घेऊन जायची दुसऱ्या ठिकाणी किंवा काय काय किंवा गल्लीतून वगैरे गेलं ना तर खूप वेळ लागायचा आणि एखाद्या वेळेस अंधारात आपण संध्याकाळी सुटतो ना, मग गल्लीत उशीर वगैरे झालं ट्रॅफिकमध्ये दुसरीकडे कुठे घेऊन गेले, तर मग तो तसं
हां. हां. हां. हो. हां. हो. हां.
पण आपल्याला काळजी घ्यावी लागते ना. मग माणूस कसा आहे एकंदरीत बोलण्यात कसा आहे हां, तर कारण हं.
हो, हो. कोणाची? हां, हां. तर तुम्ही हां, तर तुम्ही जज कसं करता मग नसतं. हो, मग जज कसं करता?
बोला ना, कारण की दिसतं तसं नसतं ना, म्हणून तर जग फसतं. <chuckles>
मग जज कसं करता असं तुम्ही माणसांना म्हणजे कसा विश्वास ठेवता त्यांच्यावर?

हो, नक्कीच. तर मग अ, आजच्या तुम्ही पिढीला कसा सल्ला द्याल किंवा एकटे एकट्या असलेल्या व्यक्तींशी कसं डील केलं पाहिजे म्हणजे कशी बोलायला सुरुवात केली पाहिजे? म्हणजे त्यासाठी तुम्ही काय खास सल्ले द्याल त्यांना?
अ, पहिली गोष्ट बरेच जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. सगळे चांगलेच असतात. पण असं गरज नाही, की प्रत्येकाशी आपलं जमलं पाहिजे किंवा प्रत्येकाला आपल्याला मदत केलीच पाहिजे किंवा पुढे जाऊन आपणच गेलं पाहिजे. आपलं प्रोटेक्शन पाहिलं. आपण दुसऱ्याला कधी मदत करू शकू जर आपल्याला व्यवस्थित कळ समजतंय. आपल्याला तेवढी खात्री आहे, की हा जमतंय. पेहरावा पेहरावा बघून एखाद्याला नाही जज केलं पा
हां. हो. हं.
त्याज्यावरून काहीच कळत नाही. माणसाचे हावभाव कसे आहेत? आता ही व्यक्ती पण साध्या अ, ड्रेसमध्ये होती वगैरे म्हणजे पण त्रासात म्हणजे हावभावावरून मला त्यांचा अंदाज आला. आणि ते पण व्यक्ती चांगले ड्रेस्ड अप होते हं प्रोफेशनल ज्यांनी मला टॅक्सी म साठी मदत केली होती ना ते तर एकदम प्रोफेशनल ड्रेस्ड होते. तरी पण ते टॅक्सी वगैरे असं लोकांना मदत करण्याचं रस्त्यावरती राहून काम करत होते. म्हणजे चे
अच्छा. हं. बरोबर. हां. हां.
चेहऱ्यावरून काहीच ठरवता येत नाही. माणसांचा हावभाव वरून ॲक्शनवरून माणूस ठरवता येतो. आणि कॉन्फिडन्स आला, खात्री पटली ना की तरच पुढे निर्णय घ्या. आधी स्वतःची सेफ स्पेशली स्त्रियांनी तर स्वतःची सेफ्टी आधी बघितली पाहिजे. आणि मग नंतर आपण बोलू शकतो.
हो. हो. बरोबर. मग अ, तुम्हाला असं काही असा म्हणजे अ, विचित्र किंवा असा धोकादायक काही असा अनुभव आलाय का? म्हणजे एकट्याने प्रवास केलाय मग बोलल्यावर असं काही त्यांचा वेगळाच रिस्पॉन्स आला, असं काही इन्सिडेंट घडलाय का तुमच्या बाबतीत?